कधी-कधी, जवळच्या भावंडांशी सुद्धा वाद होतो आणि एक प्रकारचा दुरावा निर्माण होतो. तर अ, तुम्हाला असा काही अनुभव आहे का? की नातं पुन्हा जुळवण्याचा?
हां. अ, काय झालं होतं ना, मतलब असं खूप काही असं थोडंसं थोड्याशामध्ये सांगू ना, तर भावा जो माझा सख्खा भाऊ आहे ना, तो माझ्याशी खूप कमी बोलतो. कमी म्हणजे, अगदी बोलत नाही, नाहीतर कधी कामापुरतं बोलतो. का की ते आमच्यामध्ये ना, ते आदरचं अ, एक नातं आहे. कसं, तो माझ्याहून 5 वर्ष मोठा आहे. तर मी त्याला हर वस्तू कधी हर गोष्ट सांगितली नाही. काय झालं होतं ना, आम्ही मिडल क्लास फॅमिलीमध्ये. तर अ, त्याचं अ, पहिलेपासनंच अभ्या अभ्यासाकडे लक्ष होतं, तो जेव्हा पहावा तेव्हा ना, तो अभ्यास करायचा. तो माझ्याशी पण खूप कमी बोलायचा आणि मग त्याला असं वाटायचं की त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्याला अभ्यास करायला पडेल आणि माझ्या माझे स्वप्न त्यांना त्यालाच पूर्ण करायला पडतील, त्याला आई-बाबांना सांभाळायचं. तर मग असा <swallows> नेमका दुरावा हो. हो, हो. जबाबदारी झाली. तर नेमका दुरावा असा शब्द वापरू शकत नाही पण असं झालं ना, की आमचं बोलणं खूप कमी झालं आणि त्याच्यानंतर काय झालं, तो त्याची 10वी नंतर त्याला 12वी अ, 11वी, 12वी साठी ना, आमच्या गाव मी गावात राहायचो आणि तो शहरात आला. आणि त्याच्यानंतर, आमचं जेवढं पण, थोडं बहुत संवाद होता ना थोडंफार ते पण गेलं संपलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी शहरामध्ये राहून 4 वर्षाचा कोर्स केला, मतलब म्हणतात ना, बॅचलर्स.
ओह! हं, हं. ओके. हं, हं. ओ! खूप जबाबदारी. हां, हां. हं, हं. हं, हं. ओके. पण मला ए एक सांगा, की तो तुमच्याशीच फक्त कमी बोलायचा, का त्याचा बोलणाच म्हणजे तो अ, काय म्हणतात त्याला अ, अंतर्मुख आहे आणि बोलतच नाही फारसं कोणाशी? का
तो फार असा कोणाशीच नाही बोलायचा आणि मग मला असं वाटायचं ना, मी छोटा भाऊ आहे, तर माझ्याशी बोलायला पाहिजे. तर मला कायम असं वाटायचं, पण काय असतं ना, की आपल्याला सम अ, त्या क्षणी समजमध्ये नाही येत, पण जेव्हा आज आपण मोठे होतो ना, तर आपल्याला समजमध्ये, येतो की तेव्हा त्याची जबाबदारी तुमच्याशी बोलणं नाही, तर असं काही स्वतःला मोठं बनणं होतं, की आज तुमचं भविष्य सुधारू शकेल. तर अ, पण काय झालं ना, त्यामुळे ना आमच्या नात्यामध्ये थोडासा दुरावा आला. नेमकं कसं, की आज मला काही त्रास असतो ना, तर मी एकदम त्याच्याकडे जाऊ नाही शकत. कसं होतं ना, की आपण आपल्याकडलं काहीही झालं, तर आपण भावाला सांगतो, की हे माझ्याबरोबर झालेलं आहे. पण आमच्यामध्ये ते 5 वर्षांचा जो अ, काय म्हणतात, वयाचं म अ, माप होतं ना, त्या त्या अ, अ, आयुष्यामध्येही आलं. तो 2 वर्ष, बा 10वी 12 साठी बाहेर होता आणि त्याच्यानंतर 3-4 वर्षांसाठी कंपनी मतलब कॉलेजमध्ये होता. त्याच्यानंतर त्याने जॉब पण तिथेच केली. मग त्याने आम्हाला तिथनं अ, गावामधून बाहेर शहरामध्ये बोलावून घेतलं, पण तो मग तो आदर, तो दुरावा म्हणजे तसाच राहिला.
हं. हं. हं. हं, हं. हं. हो. हं, हं. हो. हं. ह, हां. म्हणजे एक थोडीशी भिंत राहिली. अ, काय म्हणतात? अ, ज्याला अ, आपण असं म्हणूयात, की अ, आदरयुक्त भीती किंवा अ, एक मोठा आहे तो, त्याच्याशी कसं काय बोलायचं? आदारापोटीच अ, तुम्ही थोडंसं अंतर ठेवायचं, म्हणजे असं.
हो. हो. हो. हां, हां. अगदी.
बरं. मग अ, पण अ अशाने मग शेवटी कसं होतं की मित्रासारखं नातं असेल काही जणांचं असतं बघा, वडिलांशी असंच असतं, आदर असतो, पटकन कसं बोलायचं वाटतं आणि अ, पण <chuckles> आईशी बोलतो आपण पण वडिलांशी बोलत नाही, असं होतं बऱ्याच वेळा.
हो, हो. मस्त. हो, हो.
पण कसं असतं ना, कम्युनिकेशन करण्याकरता, म्हणजे मोकळेपणाने बोलल्याशिवाय एकमेकांच्या मनातलं कळत नाही. तर अ, तर तुम्ही त्याच्यासाठी काही प्रयत्न केले का? आणि मग पुढं काय झालं?
हो, अगदी. अ अ, मी तुम्हाला सांगू ना, अ, मी जेव्हा मी बा गावाला होता ना, त्या त्या क्षणी मी काही प्रयत् प्रयत्न केले नाही. त्याचं कारण पण होतं की मी माझ्या याच्यामध्ये होतो आणि मला एवढं ते नव्हतं आणि ते मला 1 वर्षानंतरही जाणीव आली, की त्याला माझ्याशी बोलण्यामध्ये एवढं नाही आहे, आपलं रुची नाही आहे. तर मी पण कशाला बोलायचं ना.
हं.
तर मग त्या क्षणी काय झालं, पण आम्ही मोठे झालो, नेमकं आम्ही कॉलेजमध्ये गेलो. आणि त्यांनी जॉब क करायला लागला. मग त्यांनी आम्हाला शहरामध्ये शिफ्ट केलं. मग अ, मला असं वाटायला लागलं की, त्याचा जो हे स्वभाव आहे ना ते फक्त म्हणून का की त्याला स्वतःसाठी नाही तर आपल्यासाठी काही करून घ्यायचं आहे.
हं. हं.
तर मग मी ना, अ
पण अ, हां. पण मला सांगा. एखाद दोन प्रेमाचे शब्द बोलायला अ, काय हरकत आहे? म्हणजे असं काही अ, हं.
हां, हां. मी तेच सांगतो आहे ना. मग मी अ, मी बोलणं आणि संवाद जाणं अ, संवाद साधणं सुरू केलं. मी छानशी बोललो की "दादा अत असं आहे." मग मी कॉलेजचं कधी सांगायचं तेच तुम्ही प्रयत्न करत होता ना, की मी प्रयत्न करत होतो की मी त्याला माझं असं काय-काय झालेलं आहे, काय-काय चाललं आहे ते सांगू शकू आणि त्याच्याबरोबर तसं ना का की मी खूप लोकांना बघतो ना ते आपल्या भावांबरोबर असं मैत्रीचं नातं असतं.
हं, हं. हं. हं. हो, हो.
पण माझं माझं असं काही कधी नाही झालं आणि नंतर मी जेव्हा पण त्याच्याबद्दल कोणाशी बोलतो ना तर मला खूप असं असं अ, भरून येतो. का की मला त्याचं अ, त्याच्यासाठी खूप आदर आहे. त्यांनी खूप काही केलं आहे माझ्यासाठी पण आणि आमच्या कुटुंबासाठी पण. आज आम्ही जिथे पण आहे त्याच्यामुळे आहे. पण काय आहे ना मला असं वाटतं की हे सर्वांमध्ये ना मी माझ्या भावाला हरवून बसलो. पण मी आज प्रयत्न करतो आणि आत्ताही माझे प्रयत्न सुरू आहे. पण तो तसं काय त्याचा स्वभाव झालेला आहे, तो माझ्याशी खूप कमी बोलतो आणि नेमकं बोलला ना तर WhatsAppवर बोलतो. आणि त्याच्यामते ना मला भावना समजून नाहीये मी WhatsAppवर बोलणं थोडं टाळतो. का की मला असं वाटतं WhatsAppवर घात अ, घातलेला संवाद ना तो भावनात्मक नसतो.
हो, हो. हं. हं. हं. हो. टोन नसतो त्याच्यामध्ये. त्याच्यातल्या आवाजातलं प्रेम, राग अ, भीती कुठल्याच भावना नाही आहेत ना, फ्लॅट असतात ते शब्द, त्यांना काही असा अ, <chuckles> त्यांना त्यांचा आवाज नसतो. पण मला एक सांगा त्यांची मुलं आणि तुमची मुलं किंवा मुलं असतील असं मी गृहीत धरतो तर अ, त्यांच्यामुळे काही फरक पडला का?
हो. हो. भावना नसता. हो, अगदी. अ, मा माझं तर लग्न आता 7-8 महिन्यापूर्वीच झालेलं आहे, पण त्याची ना, 3 महिन्याची अ, 3 वर्षाची मूल आहे, मतलब माझी भाची. ती आमच्यामधला असा पूल बनली आणि त्याच्या उदाहरणात जेव्हा वही दादाचं लग्न झालं ना, तर माझं दादाशी ऐवजी वहिनीशी खूप छान घट्ट नातं झालं, एक मैत्रिणीसारखं, एक एक आई आणि आई आणि लेक असतो ना, तसं नातं झालं आणि मस्तपैकी आम्ही खूप बोललो. खूप काही असं झालं त्याच्याहून छान काय झालं त्याच्याने काय झालं ना, आमच्या भावांचा संवाद साधणं सुरू झालं आणि त्याच्यानंतर आमची पिल्लू आली. तर मग ते संवाद अजून असा वाढला की ती म्हणायची, "नाही, मला काकाकडे झोपायचं आहे," मग तो म्हणायचा की "तू झोपवतो का तिला?" मग मी आमचा संवाद असा सुरु झाला. पण आज कसं झालंय ना, की
हो. <chuckles> हं, हं, हं. हं. हं <chuckles> हं. हं. हां. हं. हं, हं.
जर मी तुम्हाला सांगतो, की काय असतं ना, कोणी नवं आलं ना, तुमच्या आयुष्यामध्ये, आई-वडिलांना तर वाटतं थोडं बोहोत आणि ते थोडंफार समजून घेतात, जसं माझं नग लवं नग लग्न झालं. तर आई-वडील समजून घेतात, पण असं मोठ्या भावाला असं वाटतं, आता आम्ही याच्यावर अधिकार कसा गाजवायचा? काय बोलायचं? तर त्या त्यामुळे ना, थोडंसं असं पुन्हा ती जो पडदा आहे, म्हणजे थोडीशी जो दिवार असते ना ती निर्माण होणं सुरु होते. मग त्याच क्षणी आपण एकमेकांशी बोलून घ्या ना, तर ते छान असतं. पण आमच्यामध्ये कसं WhatsAppवर जास्त संवाद असतो. तर मी प्रयत्न करतो, की मी समोरच बोलू. ताकी भावना समजमध्ये समोरवाल्यालाही.
हां. हं. हं. हं, हं. अवघडलेपणा आहे थोडासा, असं वाटत आहे, म्हणजे हे प्रेम आहे किंवा भांडण किंवा बाकी काही नाही आहे, मतभेद नाही आहे.
हो, अगदी, अगदी. भांडण, मतभेद काही पण नाही आहे. पण आम्ही एक दुसऱ्याशी बोलत नाही. तर ती खोटी खूप मोठी गोष्ट आहे. असं. <chuckles>
हं. <chuckles> आणि मला तर असं वाटतं, की अ, तुमचं आता लग्नही झालं आहे. यथायोग्य वेळेला मुल-बाळ तुम्हाला होईल. त्याच्यानंतर तुमच्या भावाच्या सगळ्या भावना अ, म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं, आपल्या मुलापेक्षा सुद्धा ना, भावाच्या मुलाबद्दल वगैरे खूप असतं. हां, खरंच असतं. हां, आणि तिथे ते जास्त व्यक्त होतं. कारण आई-वडील नाही म्हटलं तरी बॅलन्स करत असतात, म्हणजे प्रेम आणि अ, हे तर अ, त्यांनी सुद्धा मला वाटत ते बदलेल. पण तुम्ही कुठं अ, अ, फिरायला किंवा चित्रपट बघायला किंवा सुट्टीला असं जाता का?
अरे! खूप असतं. हां, अगदी. अ, आम्ही ना अ, <chuckles> मस्त नुसतं भावाबरोबर नाही जात आम्ही 2घी कुठे नाही जात अ, की आम्ही फक्त आम्ही 2घीच जातो असं काही नाहीये आमचं. का, की अ, तो गेला तर तो त्यांच्या मित्रांबरोबर जातो पिक्चर बघायला आणि मी गेलोतर माझ्या वहिनीबरोबर, माझ्या बायकोबरोबर असं आम्ही लोकं जातो. पण ना, आम्ही फिरायला नक्की जातो आमची कुलदेवी आहे मुंबईला. तर आम्ही तिथे जातो तर पूर्ण असं कुटुंब जातो. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडाफार बोलतोपण, कधी स्विमिंग पूलमध्ये बोलतो एक दुसऱ्याशी, कधी नाश्त्यावर बोलतोय तर असा संवाद असतो. पण घरी जेवढा संवाद असतो ना, त्याच्याहून तर जास्तच असतो. तिथे बाहेर गेलो तर खूप छानशी बोलता येतो, की आता आपण असं करू आणि तसं करू ते आपलं आहे प्लान तसं करायचंय. तर खूप काही बोलणं होतं बाहेर गेलातर.
भावाबरोबर. हं, हं. हं. बरं. हां. हं. हं. हं. हं. हं, हं. ओके, ओके. <chuckles> बरं, बरं. आणि अ, तुम्ही मला सांगा, की असं कधी झालंय का, की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप दुःखाचा प्रसंग आला? किंवा अडचण आली.
<chuckles> हं, हं.
मे बी एखादं छोटंसं अपयश आलं आणि मग भावाशी कसं बोलायचं? किंवा असं आयुष्यात होत असतं ना कमी जास्त काहीतरी.
अ अपयश अपयश, म्हणजे माझ्याबरोबर काय झालं होतं ना, की भावाची कंपनी आहे माझ्या
बरं.
IT कंपनीत त्यांचे भावाचे जो पार्टनर होते ना ते मला म्हणाले की "मला तुझा फेस आवडतो आणि तू माझ्यासाठी कंटेंट क्रिएटर बन, आमच्या कंपनी साठी फेस बन." पण माझा भाऊ नव्हता म्हणाला हे.
हो, हो, हो. बरं.
तर मग मी माझ्या भावाला विचारलं की "तुझं काय मत आहे? मला तुझ्या कंपनीमध्ये काम करायला पाहिजे या नाही करायला पाहिजे?" तर त्यांनी अ मला सांगितलं "नको राहू दे, आत्ता नको करू." असं तर त्याला वाटलं असेल की मला, मला वाईट वाटेल. तर त्यांनी माझ्यासाठी ना 1 महिन्याचा पूर्ण टाईम घेतला आणि मग मला सांगितलं की "तू कर. नाहीतर तुला असं वाटेल तुझ्या भावानेच तुला थांबवून घेतलं."
हं.
तर मग त्याच क्षणी मला असं वाटलं, की माझा भाऊ जे म्हणतोय ज्यांनी ज्या त्यांनी डिसिजन्स घेतलेत ना, ते फक्त माझ्यासाठीच घेतलेत. नाहीतर त्याला त्याचं मन नाहीये, की मी त्याच्या कंपनीमध्ये येऊ. आणि नंतर काय झालं ना अ, म्हणजे असं असतं ना आपल्याला असं वाटतं, आपल्याला असं वाटतं ना, की आपला भाऊ आपल्याशी प्रेम करत नाही, आपल्याला असं तो त्याला वाटतं, आपण त्याच्या कंपनीमध्ये काम नाही करायला पाहिजे हे ते. पण जेव्हा मी ते कंपनीमध्ये गेलो. आणि मी 1 वर्ष काढला ना तर मला समजून आ समजून आलं, की इथे ना, कामापेक्षा फालतूचे वादविवाद खूप होतात. त्यामुळेच दादा मना करत होता, की "तू नको येऊ रे बाळा, इथे कंपनीमध्ये कामं करून अर्थ नाही भेटणार." आणि मला नेमकं तेच घडलं. खूप असं झालं, की ना असं वाटलं, की "अरे कशाला करतोय आपण हे सर्व इथे काम?" आणि आज पण तोच झालेला आहे संवाद, तर मी दादाला म्हणतो, की तू खूप छान म्हणाला होता, की "नको येऊ इथे. तू जिथे होता तू तिथेच छान होता." तर मग असं आपल्याला वाटतं, की "अरे यार, आपण चूक तर नाही केली ना?"
हम्म. हं, हं. सांगा ना. हां, हां. हम्म, हं. हं, हं, हं. कळलं मला तुमची भावना कळली आणि मुख्यतः <chuckles> तुमच्या भावाला जपायचं होतं, तुमच्या भावना जपायच्या होत्या हां. हां. बरं, बरं, बरं आणि मग तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर असं एक काय आदर्श चित्र आहे की तुम्ही तुमच्या भावाबरोबर हसत-खेळत, खूप सहज संवाद करता आहे, असं होईल असं वाटतं तुम्हाला का त्याचा स्वभाव नाही आहे तसा?
<chuckles> हो. अगदी. हां. अ, मला असं वाटतं मतलब माझा प्रयत्न असतात की तसं होवो, पण त्याचा स्वभाव थोडासा वेगळा आहे. तो तो असं त्याचा असा विचार असतो की नात्यांना मत द्यायचं पण फक्त आपल्या कुटुंबाच्या नात्यांना, मतलब कसं आई, बाबा, मी, माझी ब् बायको, वहिनी आणि पिल्लू ह्यांच्या अ, भावनांना मत द्यायचं, पण अगदी र कोणाचा नाही त्याच्या अतिरिक्त कोणाच्याही भावनांना मत देण्याची गरज नाही. आणि माझं असं असतं की आपण स अ आपण अ, सर्वांचं करू शकतो तर आपल्याला केलं पाहिजे. पण त्याचं असं असतं पहिले तुम्ही स्वतःचं बघा, मग नंतर दुसऱ्यांचं बघा. त्यामुळे आमचे थोडेसे वाद-विवाद होतात. का की माझं असं आहे ना जेव्हा आपण म मतलब मी तुम्हाला एक संवाद सांगतो की माझ्याबरोबर ना जेव्हा आपण असं अ, काही पैसे आले, दुसरा प्रोजेक्ट कधी घेतला मी आणि त्याच्यतनं जास्त पैसे आले ना तर मी मदत करतो. मतलब माझा असा स्वभाव आहे की मला असं गरजाळू लोकांचं ना असं त्यांची हेल्प झाली थोडीफार तर मला असा आनंद होतो. आणि म्हणून नाही का की मला त्याच्यामधनं काही लाभ येतो आहे, भेटेल. फक्त मला असं वाटतं की मला ज्याच्याने आनंद होतो ते हेच काम. मला असं पिझ्झा, बर्गर खाण्याने नाही नाहीतर कोणाची हेल्प करण्यामध्ये. पण दादा म्हणतो की "हेच पैसे तू साठवले, तुझ्या भविष्यासाठी कामास येतील," असं होईल, तसं होईल. तर तो त्याच्या हिशोबाने तो अ, अगदी बरोबर असतो. त्याचं म्हणणं असतं "स्वतःवर लक्ष दे, फिरायला जा, नवं-नवं लग्न झालेलं आहे. अगर तुझ्याकडे सुट्ट्या आहेत तर जा दोघी फिरायला जा." तर त्याचं खूप असं त्याचं असतं की तुम्ही निघा. पण आम माझं असं असतं की, काय ना आपल्याच्या आपल्या स्वभावाला उपचार नाही म्हणतात ना, तसंच त्याच्या आणि माझ्या दोघांच्या स्वभावाला उप उपचार नाही. पण माझं असं अ, स्वप्न आहे
हं. हं, हं. तर हां. हं. <chuckles> हं. हं. हं. सांगा ना.
एक मोठं घर, त्याच्यामध्ये माझा भाऊ आणि मी बसलो आहे, मस्त-पैकी गप्पा चालल्या, चहा चहा आहे आणि आमच्या दोघांच्या बायको अ, आ, जवळ आहेत, कामावर आहेत, पोरं एक बरोबर एकमेकांबरोबर अ, खेळत आहेत. मग माझं असं ना, सहकुटुंबचं स्वप्न आहे, की तिथे ना आपण सर्व राहायला पाहिजे. कारण की काय असतं ना, मतलब माझं असं नेमकं म्हणणं असं आहे, की जेव्हा तुम्ही अ, तुमचं लग्न होतं ना, तर तुमच्या पार्टनरच्या हिशोबाने तुम्हाला चालायला लागतं कधी-कधी. त्यामुळे कधी त्या तुमच्या पार्टनरला अगर अ, त्यांचा स्वभाव नाही छान वाटला, या मग त्यांन का की काय असतं, आपल्यासाठी तो भाऊ आहे. आपण त्याला अ, 30 वर्षांपासून बघतो आहे. पण पार्टनरला नाही माहिती ना, तर ते पार्टनरला अगर काही वाईट वाटलं, तर मग ते अजून दुराव्याचं कारण, या मग घर तोडण्याचं कारण बनू शकत.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं. हं, हं. हो. खरं आहे. हं. हं. बरोबर. हं. खरंय, खरंय. हं.
हां.
त्यामुळे ते वेळेतच आपण ते अ, एकत्र ठेवण्यासाठीचा प्रयत्न करायला हवा. बरोबर. हं, मला खूप आवडलं तुमचं अ, हे बघून. आणि मुख्यतः 2 भावांमधलं प्रेम खूप छान आहे. आणि अ, बोलण्यातनं व्यक्त करण्यापेक्षा तुम्ही एकमेकांची काळजी घेऊन ते व्यक्त करता, अ, हे हे हे पण विशेष आहे. कारण अ, शब्द शेवटी अ, त्यांना मर्यादा असतात. आपण कृती काय करतो? त्यालाच अ, जास्त महत्त्व नाही का?
हो. अगदी ग बरोबर. <chuckles> हो, हो. हो, हो. अगदी. <chuckles> हो. का की भावनांना काही मर्यादा नसते. भावनेने तुम्ही काहीही करू शकता.
खरंय. खरंय. अ, खूप छान वाटलं, तुमच्याशी बोलून. आणि अ, 2 भावंडांमधलं असं वेगळं विशेष प्रेम बघून आणि ते त्याचा अ, अनुभव ऐकूनही बरं वाटलं. आपण अ, भेटूयात परत कधीतरी अशाच गप्पा मारूयात. हं. धन्यवाद. धन्य
हो. मला पण. हो, अगदी. हो. अगदी. धन्यवाद.